आयुष्य काही सरळ नसतं नाही का. अनेक जोखीम घ्याव्या लागतात. पण अ, जोखीम घेतल्यानंतर अपयश येणं ही मानवी आणि व्यावसायिक प्रवासातील एक सामान्य प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. तर मला तुम्हाला असं विचारायचंय, की जोखीम घेतल्यानंतर अपयश जर आलं असेल तुमच्या आयुष्यात, तर अ, एखादं उदाहरण देऊन सांगाल का, की तुम्ही ते स्वतःला आणि इतरांना कसं समजावलं बरं?
नक्कीच. हो. नक्कीच, अ, बघा अ, मी एका इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि कसं झालं ना, की त्या इंटरव्ह्यूमध्ये एक्चुअली मी पूर्ण तयारीनिशीच गेले होते असं काही नव्हतं, की मला आत्ताच समजलं किंवा कालच समजलं आणि मग मी लगेच अ, इंटरव्ह्यूसाठी गेले असं काही नव्हतं. अ, मी प्रिपेअर करून गेले होते चांगलं. अ, पण तरीही काय झालं ना, की 2 दिवसानंतर आपल्याला इंटरव्ह्यूच्या अ, सांगतात ते आपल्याला, की अ, सिलेक्शन झालंय किंवा नाही झालंय ते. तर मग अ, मी इंटरव्ह्यू माझ्या बाजूने तरी मी पूर्ण प्रिपरेशन करून आणि होता होईन तेवढं मी 100% दिले माझे.
बरं. हां. बरं. हं.
आणि नंतर मला 2 दिवसानंतर समजलं की माझं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालंय ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ना की तो इंटरव्ह्यू माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता. कारण मला तेव्हा एज्युकेशन कंप्लीट झालेलं होतं. आणि आपण जॉब सर्चिंगमध्ये असताना बघा, अनएम्प्लॉयमेंट ही संकल्पना खूप मोठी आणि ती मनाला खूप म्हणजे बोचते अशी, की कित्ती दिवस आपण असंच राहायचं, मग ते काही का असं ना पण आपण कुठेतरी जॉबला लागूया. मग नंतर बघू थोडा मोठा, थोडा मोठा करत, पण आपण एकदमच मोठा बघितला आणि मग त्याच्यासाठी खूप वेळ जाणार आहे. मग अ, त्यामुळं असं वाटलं होतं की मनात की आपण कुठूनतरी चार पैसे कमवावे सुरुवातीला. आणि ते सोबत-सोबत मग आपण दुसरं काही पण करू शकतो. अ, आणखी एज्युकेशन घ्यायचं असेल ते घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या स्किल्स शिकवू शकतो, अ, का जे पाहिजे ते करू शकतो. पण काय असायला पाहिजे की स्वतःच्या पायावर 4 रुपये तरी माणसाने कमवावेत आणि ही माझी एक इच्छा होती आणि मी ती तयारी केली होती, पण अ, नाही जमला इंटरव्ह्यूमध्ये. आणि खरं म्हणजे
ओह! अगदी. हो. हां. बरोबर. हम्म. बरं. पण तुम्ही जोखीम का म्हणता बरं म्हणजे ह्याला जोखीम का मानता?
अं जोखीम याच्यासाठी म्हणायची की बघा, अ, मी सगळी तयारी केली आहेत. आणि आता मला तिथं जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं आहेत. मग ती एक प्रकारची माझ्यावर जबाबदारी आली ना की मी किती चांगल्या पद्धतीने द्यावं, ही माझी जोखीम बनली. मी जर चांगलं केलं, तरच ते व्यवस्थित होणार आहे आणि मी का जर थोडी गडबड केली तर ते म्हणजे डगमगणार आहेत. मग ती जोखीम बनली ना, कोणतीही गोष्ट जोखमीने आणि जबाबदारीने केली तर म्हणतात चांगली होते.
हां. हो. ओहो! बरोबर. अगदी. म्हणजे ती तेवढी महत्त्वाची होती तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही फक्त त्याला काम न मानून एक जोखीम म्हणून बघितलं.
साहजिकच आहेत, कारण मला सांगा, तो जर इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं असतं, तर मी आज ह्या चेअरवरती बसले होते अलीकडं, उद्या पलीकडे जाऊन बसले असते. खूप फरक असतो 2 गोष्टींमध्ये.
हां. अगदी खरं. हो, बरोबर.
आणि ते स्वप्न बघणं आणि ते स्वप्न मोडणं, दोन्हीही गोष्टी जमीन-आसमानाचा फरक आहेत.
खरंच.
आणि अशा ह्याच्यातना
मग जेव्हा तुम्हाला असं कळलं, की तुमचं सिलेक्शन नाही झालंय तर पहिली भावना काय होती बरं? तुम्हाला रडू आलं, दुःख झालं, राग आला का? तुम्ही कोणाला दोष दिलात?
नाही. अ, राग आला असं नाही म्हणणार मी. पण अ, अ, रडले मी भरपूर सारी. कारण साहजिकच आहे, दुःख होऊनच होतं. अ, मी तेच बोलले, की बघा चेअरच्या अली अ, टेबलच्या अलीकडे बसणं, आणि पलीकडे बसणं जमीन आसमानाचा फरक आहे. मला सांगा, मी आकाशात उडण्याचा प्रयत्न करते, आणि मला समजलं, की मी मध्यंतरी जाऊन पुन्हा जमिनीवरती पडले अ, तर लागणारच ना थोडं तरी. <chuckles>
हां. अगदी खरं आहे. हम्म. खरंच, खरंच.
हां. तर मग अ, मी अ, मन मोकळं करून रडले, पूर्ण रडले. जेवढं रडायचं होतं, तेवढं सगळं रडले. आणि काय होतं ना, की आम्हाला कॉलेजमध्ये असताना अ, योगा करण्याची सवय लावली होती, आमच्या महाविद्यालयामध्ये आ वसतीगृहात असताना. तर तेव्हापासून आहे ना, आमच्यामध्ये थोडं, थोडंसं असं परिवर्तन व्हायचं, की अ, सगळ्या गोष्टी एकदम मनाला लावून नाही घ्यायचे.
अच्छा. अच्छा.
म्हणजे नाही का. अ, घडतं आहे, रडायला पण येतं आहे. कारण आपण माणूस आहे, असं होणार नाही, की लागलं तरी आपण आपल्याला काहीच फरक पडणार नाही म्हणून.
साहजिक आहे.
हां. तर मग अ, दुःख झालं, रडले पण खूप मनापासून. पण इतकं असं त्याला जवळ नाही केलं, की बस आता ही नोकरी, आणि हा इंटरव्ह्यू म्हणजेच माझं जीवन आहे. आणि आता ते गेलं. म्हणजे मी संपले, हा विचार माझ्या मनात कदापि आला नाही.
हं. वाह! किती छान. म्हणजे हे फक्त योगामुळं असं झालं की तो विचार नाही आला का? त्यावेळेस तुम्हाला कोणी धीर दिला बरं? तुम्ही ते अश्रू कोणाबरोबर शेअर केलेत का?
नाही अ, तेव्हा मी एकटीच रडले. ती मला आहे, तसं सवय की आपण स्वतःच हे करायचं कारण बघा, अ, मी मला दुसऱ्यानं कितीही ज्ञान दिलं, कितीही चांगला सल्ला दिला, पण जोपर्यंत माझं मन ती गोष्ट मानत नाही तोपर्यंत ती माझ्याकडनं होतच नाही.
हं. अगदी बरोबर.
मला कोणी कितीही सांगितलं, मला जोपर्यंत कळत नाही की हे पाणी खरंच किती खोल आहे आणि ते माझ्यासाठी किती घातक आहे, तोपर्यंत इतरांनी कितीही सल्ला दिला, तू उडी मारू नको, तू इकडनं उडी मार, उजव्या बाजूनं जा, डाव्या बाजूनं जा, माझा त्याच्यावरती काही, म्हणजे माझ्यावर तो फरकच पडत नाही ना काही. ते उलट्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं आहे.
हो. बरोबर म्हणजे अनुभव आल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवत नाही असं.
अनुभव आल्याशिवाय म्हटल्यापेक्षा, मी असं म्हणेल की मी स्वतः विचार केल्याशिवाय, मी स्वतःचं आत्मअवलोकन केल्याशिवाय मी समोरच्याला म्हणजे असं म्हणणार नाही, की मी समोरच्याचा सल्ला घेत नाही. पण एवढंच आहे की मी माझ्या मनाला आधी प्रश्न विचारते, नक्की हे असं का घडलं? आणि जर का आणि मला असं वाटतंय की जेव्हा-जेव्हा मी असं अपयशाच्या याच्यातनं गेले अ, तेव्हा-तेव्हा मी माझ्या मनाला प्रश्न विचारलेत आणि मला तरी असा अनुभव आलाय की माझ्या मनाने, मला नेहमीच चांगलाच सल्ला दिलाय. कारण मला इतरांनी दिलेला सल्ला बायस्ड असू शकतो मी सांगेन, असू शकतो नक्कीच. पण आपलं मन आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखतं. तू कोण आहे, आपण जर हा प्रश्न आपल्या मनाला विचारला, तर आपल्याला त्याची उत्तरं मिळतात आणि हा प्रश्न मला अ, योगा करताना आम्हाला आमचे सर सांगायचे की तू आपण आपल्या मनाला विचारायचं. योगा करायचा, विचारायचं नक्की आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे, काय केलं ते बरोबर आहे का? हे आपण आपल्याच मनाला विचारायचं. कारण तेच मन तेवढं, म्हणजे चांगल्या याने उत्तरं देऊ शकतं. बघा ना मी तुमच्या तोंडावरती किती चांगल्या-चांगल्या बोललेत पण माझ्या मनात काय आहेत, हे माझ्या फक्त मनाला माहीत आहे तुम्हाला नाही.
बरं. हां. अरे वाह! अच्छा. हं. हो. बरोबर. आपलं मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही, नाही का. तर नक्कीच
नक्कीच. कधीच खोटं बोलत नाहीत. आपलं मन आपल्याबरोबर खोटं बोलत नाही.
हो. तर नक्कीच मला म्हणजे या अपयशाच्या पॉइंटला तुम्ही काय केलं हे जाणून घ्यायची अजून उत्सुकता आहे, पण ते जेव्हा घडलं तेव्हा तुमचा आत्मविश्वास कसं काय बरं नाही ढासळला?
अ, हे बघा मी आधीच बोलली होती की मी पूर्ण तयारीनिशी गेली होती. अ, मग काय झालं की मी एकदम रडली खूप सारं. आणि नंतर मग हां, माझी सवयच बनली होती की काय की स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा की "काय अ, हे का घडलं असं? मी पूर्ण चुकले की माझ्यामध्ये काही चुका झाल्या म्हणून हे सिलेक्शन नाही झालं." कारण मी ही पण गोष्ट मान्य करते की ज्या व्यक्तीनं दि हे दिलत, इंटरव्ह्यू दिलेत आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय, याचा अर्थ नक्कीच त्यांनी माझ्यापेक्षा वेगळं काहीतरी केलेलं असणार आहेत. आणि ते त्यांनी केलं, ते मी नाही केलं, मग मी असं काय नाही केलं. मग इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की आय कॉन्टॅक्ट. तुमचं नॉलेज तर महत्वाचं असतंच, नाही असं नाही, पण तुम्ही क्वा किती कॉन्फिडेंटली बोलतात, किती आय कॉन्टॅक्ट. करून बोलतात, तुम्ही समोरच्याला कसं एक्सप्लेन करतात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि तोच प्रश्न मी
हां. बरं. फेल झालं. हां. अच्छा. हो. हं. हो, म्हणजे सॉफ्ट स्किल्स पण महत्वाचे असतात नाही का?
हो. मग तोच आपण आपल्या मनाला विचारायचा. मग ते मी आठवलं की "माझा इंटरव्ह्यू झाला तेव्हा मी कसं-कसं बोलली, अ, नक्की मी काय केलं?" असं.
बरं. म्हणजे तुम्ही विचार केलात त्यावरती. खूपच छान. मग बघा ना अनेक वेळा अ, आपण जर इंटरव्ह्यू फेल झालो जर दहा ठिकाणी, तर आपण असंही समजतो ना की चला ही प्रॅक्टिस झाली किंवा आम्ही एक अभिप्राय किंवा फीडबॅक म्हणून घेऊ शकतो. तर तुम्ही असा विचार नाही केलात का त्या क्षणी?
हो. नक्कीच. हां. म्हणजे कसं होतं ना की सारखंच जर अपयश आलं तर आपण घ्यायला पाहिजे नक्कीच फीडबॅक की असं का होतंय बाबा? मी नक्की कुठं चुकते? मला हे म्हणायचं आहे की जर आपलं स्वतःला जर आपण एवढं कॉन्फिडंट नसाल, जसं की मी स्वतः होते. मला इतरांच्या सल्ल्यापेक्षा मला माझं मन बरोबर चांगला सल्ला देणार होतं. आणि माझ्या मनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी म्हणजे मनाने एकदा प्रश्न विचारला, की मी बरोबर उत्तरं शोधणारच, मग असं म्हणणार नाही की मी फक्त अ, मीच हुशार आहे. आणि मग मी ते शोधणार. साहजिकच मी मग पुन्हा मार्गदर्शकाचा सल्ला घेईन अ, किंवा माझ्या शिक्षकांचा सल्ला घेईन किंवा मग माझ्या हसबंडचा सल्ला घेईन किंवा घरातली जी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा अनुभवी व्यक्ती असेल तर त्यांचा सल्ला घेईन, पण
हां. बरं. हं. बरोबर. सल्ला घेणार, पण त्या क्षणी तुम्हाला तुमच्या मनाचा फीडबॅक जास्त अ, चांगला वाटला.
नक्कीच. नक्कीच. फक्त मन आणि मनाचा सल्ला. मन काय म्हणत आहे.
किती छान! खूपच छान. म्हणजे ती आंतरिक शक्ती उपयोगाला आली तुमची योगामुळे असं म्हणता येईल. पण बघा ना हे झालं तुमचं किंवा तुमच्या मनाला तुम्ही समजावलत किंवा तुमच्या मनाने तो सल्ला दिला, पण समाजाचं काय किंवा घरच्यांच्या अपेक्षा, नातेवाईकांचा दबाव आणि इतरांचे कधी-कधी टोमणेही ऐकावे लागतात. तर असं घडलं का तुमच्याबरोबर आणि तुम्ही सामना कसा केला मग त्या गोष्टींचा?
हो, हो. हं, हं. हो, आता समाज, कुटुंब यांच्यापेक्षा आपण वेगळे नाहीत ना. हे आहेत म्हणून आपण आहोत. तर अ, हे तर साहजिकच आहेत घडणं म्हणजे नाही का म्हणत, सुईबरोबर दोरा असतोच. अशी ही गोष्ट आहेत. आपल्याला अपयश मिळालं की आपल्याला लोक टोमणे मारणारच आणि आपल्याला काही यश मिळालं, तर गुलाल उधळून डोक्यावरती घेणारी तर ही लोक असणारच. अ, त्यामुळे आपण यांना हो, तीच लोक असणार. त त्यामुळे त्यांचा आपण किती आपल्या मनावरती परिणाम करून घेतोय आणि त्यांच्या बोलण्याचा आपण पॉझिटिव्हपण उपयोग करून घेऊ शकतो बरं, पण ती आपल्याकडे ती कला असायला पाहिजे.
हो. अगदी. <chuckles> खरं आहे. हो. अगदी, तीच लोक असणार आणि. <chuckles> हं. अगदी खरंय.
जर का त्यांनी आपल्याला काही बोललं, टोमणा दिला, तर आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य असावं की त्यांनी मारलेल्या टोमण्याचं उत्तर आपण लगेच नको द्यायला. आपण त्याचं उत्तर आपल्या सक्सेसनं द्यायला हवं. आमचे सर नेहमीच सांगायचे की, "अपयशाचं जर अपयश आलं किंवा आपल्या घरामध्ये काहीही घडलं आणि एक त्याने जर आपल्याला टोमणा दिला, तर त्याचं उत्तर त्याला त्या क्षणी कधीच द्यायचं नाही. तो जो प्रश्न ज्याच्या रिलेव्हंट आहे, त्याचं उत्तर त्याला तसंच द्यायचं." म्हणजे माझ्या बाबतीत कसं होईल की मला अपयश आलं, मी नोकरी नाही मिळवू शकले, तर मग काय होईल की मला घरातले समजा टोमणे देतील हं, समजा तुला नाहीच जमलं हे किंवा तुझा कॉन्फिडन्स कमी आहे किंवा तुला हे नाही जमणार. तर मग अशा वेळी काय करायचं ना, थोडं ऐकून घेण्याची सवय ठेवा.
हम्म. वाह! हं. हो. हं. बरं.
जर तुम्ही ऐकून घेतलं, तर तर तुम्हाला कोणीतरी बोलू देईन. जर तुम्ही फक्त बोलतच राहिला, तर मग समोरचाही ऐकण्याची तयारी ठेवत नाहीत.
अगदी खरं आहे. वाह! किती छान म्हणजे त्याची एक खूप छान म्हण पण आहे, म्हणजे कान उघडे ठेवले आपण की आपल्याला अ, आपलं तोंड उघडलं की कान उघडे ठेवून ऐकणारे असतात नाही का, पण मग या अशा वेळेस तुमचा काही दुसरा प्लॅन होता का जेणेकरून तुम्ही ते सिद्ध करून दाखवलत की नाही इथे अपयश आलं, पण मी स्वतःला समजून आता परत उभी राहिली आहे.
नक्कीच. हो, हो. कारण काय झालं ना, की आई हे कंपन्यांमध्ये आपण जे असतं आपलं जेव्हा इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट होतं, मेडिकल कंप्लीट होतं, जे काही असेल ते, तेव्हा काय असतं ना, आपल्या भारतामध्ये तरी आणि इव्हन महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यामध्ये कंपन्यांची कुठलीही कमी नाहीहेत. तुम्ही ह्या कंपनीत नाही सिलेक्ट झाला दुसऱ्या कंपनीत बघा. त्या कंपनीत नाही सिलेक्ट झाला दुसऱ्या कंपनीत बघा, तुम्हाला एक नाही मल्टीपल ऑप्शन आहेत. पण त्यासाठी तुमच्याकडे स्किल्स असायला पाहिजेत. त्या कंपनीला जे आहे ते. मला सांगा एखाद्या कंपनीमध्ये माझ्याकडं कुठलं स्किल मागितलंय आणि ते माझ्याजवळ नाहीच आहेत. तर मी अशी अपेक्षा म्हणून ठेवू शकत नाही की त्या कंपनीमध्ये मला कंपनीने मला हायर करावं.
हां. अगदी. बरोबर. नक्कीच.
आणि मग ते जर स्किल मी घेतलं तर मी जाऊ शकतेस. त्यामुळं आम्ही अशी बिलकुल अपेक्षा ठेवली नव्हती, की मग माझं सिलेक्शन होणार नाही आणि मग मी घरच्यांना माझ्या बाजूनं थोडंसं वळवण्याचा प्रयत्न करीन, त्यांची सहानुभूती मिळवेल असं अजिबात नाही.
बरं.
माझ्याकडे प्लॅन बी होताच आणि तो पण अ, कारण आपण एका कंपनीत एकाच वेळेसचं आपलं बाय हे देत नाही ना रिझ्यूम वगैरे मल्टिपल ठिकाणी असतो. ह्या कंपनीत नाही झालं तर यातल्या काही चुका झाल्यात ना त्या आपण शोधायच्या ना, की लोकांच्या टोमण्यांकडं लक्ष द्यायचं. चुका शोधायच्या, लवकरात लवकर त्याच्यावरती काम करायचं आणि जो नेक्स्ट इंटरव्ह्यू आहेत त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचं, सक्सेस मिळवायचं आणि त्या सक्सेसच्या उत्तरानं यांना लोकांना उत्तर द्यायचं सक्सेसनं, की माझं सिलेक्शन झालं आहे.
हो. हो, हो. वाह! वाह! मग दिलंत का असं उत्तर तुम्ही शेवटी?
नक्कीच. फार काही वेळ लागला नाही अल्मोस्ट 1 महिन्याच्या आतच सगळ्या गोष्टी
आ अरे, वाह! किती छान! म्हणजे अभिनंदन तुमचं आणि ते म्हणतात ना हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तर जरी तुम्ही अश्रू गाळलेत तरी ते उपयोगी आलेत आणि तुम्ही त्यांचं परिवर्तन केलंत एका यशस्वी वाटचालीकडे. त्यामुळे अ, जोखीम घेणं काही वाईट नाही आणि प्रेरणात्मक वाटलं अ, ...वाटला तुमचा अनुभव आणि तुम्ही वेळ देऊन सांगितली इतकी अ, पर्सनल उदाहरणं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.
हो. नक्कीच. नक्कीच. नक्कीच. बघा, मलासुद्धा माझ्या ह्या ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्या जाग्या झाल्यात आणि खरं म्हणजे अ, जो काही माझा गुण होता, की आत्मावलोकन करायचं ज्याला आता थोडंफार कधी-कधी काय होतं, की या घाई-गडबडीच्या जीवनामध्ये आपण त्याला थोडंसं अ, मावळतो, विसरतो. तर आता ते पुन्हा जागं झालं. जेणेकरून याच्या इथून पुढच्या काही दिवसांमध्ये त्याला मी इम्प्लिमेंट करेल. नक्कीच मलासुद्धा तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. चर्चा करताना मज्जा आली हां, धन्यवाद.
<chuckles> हं. खूपच छान. धन्यवाद.